हो.
ऐकत ऑफिसपर्यंत जातो, जेणेकरून की माझा पॉझिटिव्हिटी
अरे वाह! खूप छान आहे म्हणजे. हो, म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट असतो, सकारात्मक विचार येतात मग ते म्हणजे एक सुरुवातच खूप छान झाली ना दिवसाची तर मग पूर्ण दिवसच चांगला जातो. असं खूप छान आहे हे म्हणजे तुमचं म्हणणं आणि त्यात शिवाजी महाराजांचं विषयच म्हणजे एकदम असं एनर्जेटिक असतं प्रत्येक गोष्ट त्यांची. त्यामुळे खूप छान प्रेरणास्रोत आहे तुमचं ते.
आणि मी जसं ऑफिसला पोहोचलो, जसं लिफ्टमध्ये एंटर करतो तो मी 2 ते 3 गोष्टी पहिले मनामध्ये आणतो.
हो का?
अ, सगळ्यात पहिली गोष्ट शांतता ठेवायची आज, वादविवाद नाही घालायची कोणाशी.
काय? हो. <chuckles> हो, डोकं शांत ठेवायचंय. <chuckles> बरोबर, अगदी. <chuckles>
दुसरी गोष्ट संयम. बोलण्यावर संयम ठेवायचा, पण समोरच्याला एकदम
हो. ब
प्रश्नाला उत्तर नाही द्यायचं. भले वेळ लागो, संयम ठेऊन
तेच म्हणजे ते म्हणतो ना, आपण की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचं तसंच एक एकदम, <chuckles> एकदम असं तुमचं रुटीन म्हणतय आहे म्हणजे. <chuckles>
कारण की ऑफिस म्हणलं, कॉर्पोरेट कल्चर म्हटल्यावर तिथ भरपूर 50 गोष्टी येतात. ऑफिसमधला जो ऑफिस बॉय चहा आणणारा, त्याचाही काहीतरी मिजाज वेगळाच असतो. तर प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीसोबत त्याच्या मूडच्या हिशोबानं रोज डील करावी लागते.
हो. बरोबर आहे. अगदी. हो, ते बरोबर आहे.
अन् त्यातल्या त्यात मग असा माझा विचार असतो. तिसरा, की बाबा आज मूड कोणाचे चांगले आहेत. ज्यांचे मूड चांगले आहे ना, मी त्याच दिशेने फ्लो करतो, <chuckles> की बाबा आज ज्यांचे मूड चांगले आहे ना त्यांच्यासोबत राहू आज. म्हणजे कसं हे वाद-विवाद करणाऱ्यांनी पण ज्यांचा मूड खराब आहे आज, की बाबा हे कुठल्याने कुष्ट गोष्टीहुन कशातही वाद घालतील हे. ह्यांच्यापासून आज थोडसं दूर असलेलं बरं.
हो, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपलंही <chuckles> तेच. हो. हो. अगदी बरोबर.

अ, फार अ, सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. हा.
अ, जसं, की तुम्ही म्हटले, की प्लेलिस्ट तुम्ही जी काही हे करताय डेली, तो एक छान म्हणजे पद्धत आहे ती तुमची, सोपी आणि साधी आणि म्हणतो ना, की खूप अ, म्हणजे अ, सकारात्मकतेकडे नेणारी आहे. सो ते एक चांगलंय तुमचं, पण अजून काही तुम्ही अ, म्हणजे करणार का त्याच्यात अ‍ॅड असं?
अ, जेव्हा असं वाटतं ना, की प्रेरणा हां, प्रेरणा नाही आहे आता काही, आता आपण थोडंसं डिमोटिवेट झालो आहे थोडंसं, तर मी अ, माझा जास्तीत जास्त वेळ जो आहे, तो माझ्या लहान मुलं आहे त्यांच्यासोबत अ, स्पेंड करतो, त्यांच्यासोबत फिरायला जाणं, खेळायला जाणं आणि अ, माझा एक नियम आहे, की मी असं ठरवलं आहे, अ, अ, माझी जी वाईफ आहे ती नॉन-महाराष्ट्रीयन आहे, तर मला मुलांना पूर्णपणे महाराष्ट्रीयन कल्चर द्यायचं आहे, तर मी असं एक मी मी एक असा नियम केला आहे, की मी मुलांना शॉपिंग मॉल्समध्ये किंवा मग प्ले अ, जे प्ले अ, एरियाज असतात अ, नाही गार्डन ठीक आहे, पण आता जे आर्टिफिशियल प्ले एरियाज जे आलेले आहेत, आता नवीन प्ले झोन्स, थँक यू, प्ले झोन्समध्ये मी त्यांना घेऊन जात नाही, शॉपिंग मॉल्समध्ये त्यांना घेऊन जात नाही. मी ठरवलेलं आहे, की त्यांना ऐतिहासिक ठिकाणी न्यायचं आहे, ते कुठलंही असो.
कोणी मित्र वगैरे. हो, हो, हां. अच्छा, हां. अरे वाह! खूप छान. हो. हो. अच्छा, हां. अरे वाह! हो, हो, गार्डन वगैरे. हां. ओके. प्ले झोन. ओके. हो, हो. हां. अच्छा. खूप छान, खूप छान. म्हणजे मुलांना आपली संस्कृती कधी कळणार, बरोबर आहे तुमचं म्हणणं.
तिथं त्यांना न्यायचं. हां, मंदिरात न्यायचं, ते छोटे-छोटे किल्ले आमच्या भागात भरपूर आहेत. अशा ऐतिहासिक वस्तू, तर मी तिथं त्यांना फिरायला नेतो आणि जास्त खर्च नाही, McD, बर्गर नाही. आपले 10 रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे, छोट्या-मोठ्या वस्तू त्यांच्यासोबत चर्चा करायची, त्यांच्या अ, हात हातात हात घ्यायचे, त्यांना फिरवायचं थोडंसं हे असं आहे तसं आहे ते ह्या गोष्टींमधून
हो. अरे वाह! खूप छान. हो. अगदी उत्तम विचार आहेत तुमचे, म्हणजे ह्या पिढीला ह्या गोष्टीची खूप गरज आहे, म्हणजे खूप मस्त करताय तुम्ही. पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टींशी, म्हणजे ह्या ह्याच्यात स्पर्शात ठेवतायेत ना, खूप छान. आवडलं मला हे.
कारण की नको असलेल्या गोष्टींची सवय नाही लावायची. आता आपण शॉपिंग मॉल्समध्ये जातो, अननेसेसरी शॉपिंग, अननेसेसरी गेम झोन्समध्ये जाणं, ते फूड McD हे ते महागाचं मग
हो. अगदी. हट्टी होतात मुलं, हे सगळं असं बघून ना खूप हट्टी होतात. नको म्हणजे
त्यांना नाही होत ना. आता आम्ही रिसेंटली अ, जो लास्ट वीकेंड गेला, अ, लास्ट संडे आम्ही एका फॉरेस्टमध्ये गेलेलो. 10 ते 15 गावांचं घर असेल तिथं पण थोडंसं ट्रॅकिंग-ब्रॅकिंग बस आणि एवढं सुंदर आयोजन त्यांच्या झाडाखाली त्या लोकांनी चुली मांडल्यात आणि त्या चुलीवर तर भाकरी जेवण करून देत होते, एकदम हॉटेल्स वॉटेल्स नव्हत्या तिथं. त्या गावांचा
हो. हो. अरे वाह! बस. अरे वाह! मस्तच. मुलांना हे कुठे बघायला भेटणार होतं की नाही <chuckles> खूप छान, म्हणजे शहरात तर ह्या गोष्टी कधीच न म्हणजे नष्टच झालंय हे सगळं.